अ, मला असं वाटत ना, की पालकांनी मुलांच्या अ, म्हणजे ग्रोथमध्ये इतकं इंटरफिअर करणं चुकीचंच आहे, की शाळेतील शिक्षक हो, तुम्ही इथपर्यंत जा, की मुलाच्या अंगावर खूपच अ, वळ उठलेत किंवा मुलगा खूपच जखमी झाला आहे किंवा मुलाला फारच अ, त्रास मेंटली तो खूपच डिस्टर्ब झालाय. या बाबतीत तुम्ही लक्ष द्या. पण मुलाला फक्त एक चापट मारली आहे आणि म्हणून तुम्ही अ, त्या गोष्टीचा इतका मोठा बाऊ करताय हे खूप चुकीचं आहे. हो, हे खूप चुकीचं आहे. म्हणजे आपल्या मुलांना त्या घडवत आहेत.
हां. हां. हो. हो. हो. बाऊ करतात. हो, खूप चुकीचं आहे, बरोबर. मग हे हं. हो, मग तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कुठली संवाद पद्धती पाहिजे? म्हणजे डायरेक्ट जाऊन टीचरला भेटायचं, की फक्त डायरीतनं इन्फॉर्म करू शकता किंवा अशा काही गोष्टी करू शकता का? म्हणजे त्याचं म्हणजे अ, आडंबर माजवायचं का? असं मी म्हणते.
अ, नाही अ

हो. नक्कीच. अं, तस सांगायचं गेलं तर अ, आमची मोठी फॅमिली आहे आणि माझ्या घरात अ, उम्म, माझी 10 वर्षाची मुलगी आहे. तर अ, तीच शाळेतली किंवा बाहेर अ, तिला मी सांगितल की "हे बघ तुला मी इतका-इतका वेळ बाहेर जाऊ देते किंवा तुला ठीक आहे, तुला अभ्यास नाही करायचा आहे किंवा तुला हा विषय नाही आवडत आहे. ठीक आहे मी तुझ्या मनासारख करतेय. पण त्या त्यातूनही तुला ते करणं गरजेच आहे, कारण की त्याच्यातून तू अ, माग मागे पडशील. शिक्षणात मागे पडशील किंवा या गोष्टीत तू मागे पडशील, मग त्या गोष्टीकडेही तू लक्ष दे. मी पूर्ण स्वातंत्र्य तुला देतेय. पण शिस्त बाळगण हे तुझ काम आहे, मी तर शिस्त लावणार आहे, पण मग तू तू ती तुझ्या अंगी लावण हे तुझ काम आहे, तर स्वातंत्र्य मी तुला दिलय, पण त्या स्वातंत्र्य" हो.
हं. हं. बरं. हं. हां. हां. हो. हां. हो. बरोबर. काम आहे. बरोबर. हां. नक्कीच. आपण अ, दिशा देऊ श अ, देऊ शकतो हो